हो, हो, हो आणि कसं आहे ना, मला असं वाटतं की विवाह जीवन आहे. त्यामध्ये तुम्ही एक म्हणता ना, की कायम असं आनंदी राहा. तुमचा कामाचा लोड वगैरे ते सोडून तिथंच या. मी तर काय करतो ना मस्तपैकी कामावरून थकून जरी आलं ना मस्तपैकी थंड पाण्याने अंघोळ करतो. मग त्यानी फ्रेश होतो मी.
हं, हं. बरोबर. अरे वाह. एवढ्या थंडीत सुद्धा थंड पाण्याने अंघोळ करता?
आणि मग हां मी 12 महिने दोन्ही टाईम अ, थंड पाण्यानेच आंघोळ करतो. त्यामुळे फ्रेश
अरे बापरे! कसं काय, तुम्ही कशी सवय लावली ही?
अ, असंच मला आधीपासून एकदा हॉस्टेलला राहायचो ना मी. तिथं सोलर होतं गरम पाण्याचं. पण ते कधी तिथं गरम पाणी यायचंच नाही. <chuckles> थंड पाण्याची सवय लागली. <chuckles>
हां, हां. अच्छा, म्हणजे ते काम नव्हतं करत. हां, खूप छान सवय आहे. ॲक्चुअली काय आहे ना, थंड पाण्याने अंघोळ प्रत्येकाने केलेली पाहिजे.
हां. आणि मी ती तोडत नाही आता. हं. त्याने त कसं होतं माणूस फ्रेश राहतो आणि फ्रेश राहिलं ना, मग वादविवाद होत नाही. आणि मग कसं आता अ, एखाद्याचं लग्न झालंय, तर त्याने कसं बायकोची तारीफ करायची, गाणं म्हणायचं जसं की बायको आहे ए सुंदरी <chuckles> तुझं नावं काय आहे सुंदरी <chuckles> नाही का, असं काहीतरी अ प्रेमळ गाणं म्हणायचं. <chuckles> की
अगदी बरोबर. <chuckles> <chuckles> नक्कीच, मला तर वाटतंय तुमचं जेव्हा विवाह ठरेल ना, तुम्ही त्याच्या आधीपासूनच गाणे चालू करताल म्हणायला. <chuckles>
<chuckles> <chuckles> ॲक्चुअलमध्ये माझ्या मैत्रिणी आहेत. ते मला म्हणतात ना माझ्यासंगं लग्न करायच्या खूप इच्छेमध्ये आहेत. का? काय माहीत नाही. त्या डायरेक्ट लग्नच कर म्हणतात. डायरेक्ट लव्ह-बिव्ह सगळं सोडून दे. डायरेक्ट तू आमच्यासंगं लग्न कर. <chuckles> हां, 2-3 मैत्रिणी आहेत शाळेच्या. अ, त्या म्हणजे मा
काय बोलता? तुमच्या मैत्रिणी? अरे बापरे! अन् डायरेक्ट लग्नाची मागणी घालतात. किती छान!
अ, हां म्हणजे मी थोडं फ्लर्ट करण्यामध्ये थोडा चांगला आहे. नाही का? <chuckles> त्या गोष्टीसाठी. <chuckles>
अच्छा, अच्छा. म्हणजे तुम्ही एक अ, चॉकलेट बॉय टाइप आहात, असं म्हणायला हरकत नाही.
नाही, नाही, चॉकलेट बॉय, मी दिसण्यामध्ये एवढा चॉकलेट बॉय वगैरे नाहीये. हां, पण मी अ, बोलण्याची कला मला चांगली आहे. नाही का? <chuckles>
अच्छा, म्हणजे बोलबच्चन. <chuckles> अशा टाइपमध्ये.
हां, बोलबच्चन म्हणा, काहीही म्हणा. म्हणजे मलाच कळतं कसं बोलायचं नाही का, कुठं कुणाला कसं अ, बाटलीमध्ये उतरायचं म्हणतो ना आपण. <laughs> ते चांगलं जमत मला. म्हणजे मुलींना काय आवडलं पाहिजे अन काय नाही. मी मला माहिती आहे म्हणजे थोडं. मी घरात लेडीजसमोर राहिलोय ना. माझी बहीण होती. तिच्यावरनं मला अनुभव आहे, की तिला कसं, गोडी लावायची, लाडी लावायची. <chuckles>
हां, बरोबर. अच्छा. अरे वाह! खूप छान. म्हणजे जसं आपण पाहतो कुटुंबामध्ये किंवा ज जसं बघा एखाद्या कुटुंबामध्ये सून आली किंवा तिचा सासरा असेल, त्यांनी काही काम सांगितलं वगैरे. तर त्यांना एक हे वाटतं किंवा सल्ले दिले तरी असं वाटतं, की आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करत आहेत. असं कधी-कधी होतं. तर ज्या बघा अ, थोरामोठ्यांच्या ज्या म्हणजे घरातल्या वयस्कर व्यक्तींच्या ज्या अपेक्षा असतात आणि त्यांनी त्या म्हणजे योग्य प्रकारे कशा पाळायला पाहिजे, जसं की सूनेला मान-अपमान होणार नाही किंवा जसं बघा व जे म्हणतात ना, वैवाहिक जीवनात ढवळाढवळ तिसऱ्याने करू नये. तर असे काही उपाय करता येईल का आपल्याला?
हां, हां. हं, हं, हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हां, हां. अ, बघा

अ, नाही, नाही, नाही, झालंय माझं लग्न. <chuckles>
अच्छा, तर विवाहात संवाद जर सुधारचा असेल, तर अ, त्याची सुरुवात आपण कुठपासून करावी करावी असं तुम्हाला वाटतं?
हां, हां. अ, हां, हे मी सांगू शकतो, या गोष्टीत माहिर आहे, नसल झालं विवाह तरी. तर अ, हां, अ
अरे वाह! खूप छान, म्हणजे अनुभव आहे का तुम्हाला?
अनुभव नाही, म्हणजे आयडिया आहे ना, असं थोडंफार असतं आपल्याला सेन्स. <chuckles> कसं बोलायचं काय? अ, हां. मी पुस्तकं वाचतो ना त्यामुळे थोडं मला आयडिया आहे कसं करायचं, काय?
अरे बापरे! कसली, कशी आयडिया? अच्छा. तर काही सांग सांगाल का त्याबद्दल थोडंफार?
अ, म्हणजे अ, हां. अ, म्हणजे सगळ्यात चांगलं उदाहरण द्यायचं म्हटलं ना की हां, म्हणजे आपली अ चिडली आहे बायको हं किंवा नवरा जो पण असेल. अ, जर मी बायकोच उदाहरण देतो तर काय करायचं ना? अ, सगळ्यात पहिलं आपलं डोकं शांत ठेवायचं मूड चांगला ठेवायचा नाही का. आपलं डोकं खराब नाही करुन द्यायचं कधी पण, शांत चित्ताने उत्तरं द्यायचे. की असं बघत राहायचं मुद्दामून ती बडबड करेल असेल आपण एकटक असं बघायचं आणि मग ती म्हणलं, "काय बोला ना, मी काय असं करते?" "नाही, मी बघत होतो यार तू चिड चिडती तेव्हापण किती सुंदर दिसतेस," नाही का. <chuckles> पण तू शांत असताना जास्त सुंदर दिसतेस. <laughs>
हं, हं. हे बरोबर आहे अगदी. हां. अरे बापरे! म्हणजे खोटी तारीफ. अच्छा. यामुळे काय होतं?
<chuckles> ह्याच्यातही तिचा मूड चेंज होता. "अरे खरंच का? अरे मी खूप छा अ, सुंदर दिसते." म्हणजे ती असं बदलून जातं विषय तो तिथं. <chuckles> हं.
अच्छा, म्हणजे त वेळीच थांबवायचं त्याला पुढं जास्त होण्याआधी.
"हां, अरे किती सुंदर दिसते तू चिडली तरी," मग ती लगेच ती असे, नाही का. पण तू जेव्हा शांत असतीस ना, हसतीस तेव्हा जास्त सुंदर दिसतीस नाही का. <chuckles> असं. तुला म्हणायचं की "काय चिडल्याने कधी पण अ, आहे ना, अ, म्हातारपण येऊ शकतं, तर तू हसत रहा कायम मला तुला जवानच बघायचंय." <chuckles>
हां, हां. <chuckles> म्हणजे तुम्ही तरुण राहशाल अशा टाइपमध्ये का? अरे वाह! छान क्लृप्ती आहे ही. म्हणजे काय आहे ना थोडंफार थोडी खोटी तारीफ केली तर त्यामुळे नात्यात नक्कीच कटुता येणार नाही.
हां. <chuckles> हं, हं. हो. अ, मग कसं आहे ना, अ, गोडवा ठेवा. तोंडात गोडवा ठेवला, तर अ, नात्यात गोडवा येतो असं मला वाटतं आणि तारीफ करत रहावा रोजच्या रोज. अरे, जेवण चांगलं नसलं तरी म्हणतो, "अरे, वाह, वाह, वाह, वाह! कालचं जेवण चांगलंच होतं, पण आजचं त्याच्यापेक्षा खूप चांगलं बनवलंय, काय टाकलं काय खास काय आज?" <chuckles> अ, असं काही ना काही तुम्ही बोलत रहावा जेणेकरून म्हणतात ना, अ, मूड चांगला राहील आणि जर जास्त चिड-चिड झाली अ, तर अ, कधी-कधी होतं ना हां, आपलं पण डोकं <chuckles> गरम होऊन जातं असं लिमिटच्यावर, तर शांतता ठेवा आणि तुम्ही कुठेतरी अं, बाहेर जावा शांत व्हा. पाणी वगैरे प्या.
<chuckles> काय आहे? अच्छा. अगदी बरोबर. अगदी बरोबर.

तिची मेहनत नोटीस करताय. "अरे आज घर लय साफ दिसतंय यार! सफाई केली का?" नाही केलं तरी असं म्हणायचं. म्हणजे अरे ती खुश होती. "नाही यार अरे लई स्वच्छ ठेवतेस तू!" <chuckles> हां, हां. हां.
हां, म्हणजे एक सार्कैज़म टाईप. ते म्हणतो ना आपण एक कटाक्ष टाकतो. तर त्याप्रमाणे बोलायचं की "अरे वाह! हे तर खूप छान दिसतंय." जरी नसेल तर म्हणजे काय आहे त्या माणसाचं लक्ष तिथं जाईल आणि तो साफ करायला जाईल. अगदी बरोबर, अगदी छान अशी युक्ती आहे ही.
हां. हां, म्हणजे तुम्ही अ, म्हणता ना की असं डायरेक्ट टोकायचं नाही, "अरे! घर लय घाण दिसतंय यार! काय तुला कर कळत नाही का अ, काम करायचं कसं काय करायचं का?" ओरडू नका. कधी पण आवाज चढवू नका. आणि चढवलं तर माफी मागा. काही माफी मागल्याने कधी छोटं होत नाही, नाही का? मला असं वाटतं, की अ, स कधी पण आहे ना तिला स्त्रीला अ, सॉरी म्हणायला आवडत नाही माफी मागायला. तर तुम्ही झुका ना. "अरे सॉरी आ यार! मला असं वाटतं ना तु मला स्वप्न आहे की तुझ्यासाठी असं तुला राणीसारखं ठेवावं यार, मला ठेवता येत नाही. काय करू मी मला असं वाटतं. मला असं वाटतं तुझ्यासाठी काय करू यार! जमीन आसमान तारे एक करू, पण नाही करता येत. काय करायचं? सांग ना मला युक्ती सुचव ना काय करू तुझ्यासाठी चांगलं?" असं काही ना काही तुम्ही
अगदी बरोबर. हो, आवाज बरोबर. हो. <chuckles> अगदी छान, अगदी छान! अच्छा म्हणजे कंटिन्यू अशी हसी मजाक ठेवणे आणि अ, जे तुम्ही बोललात त्याप्रमाणे केलं तर नक्कीच उपयोग होणार आहे. समजा जर एखादी जोडी आहे ना सतत बघा आपण पाहतो एकमेकांवर संशय, राग वगैरे घेतात आणि त्या एकमेकांशी काय होतं संवाद तुटतो त्यावेळेस. म्हणजे सारखं-सारखं, नाही का, ते म्हणतात एकच टुमणं लावून दे बघतात. म्हणजे एकच टुमणं लावतात पाठीमागं. तर अशा वेळेस समजा काय केलं पाहिजे जेव्हा संवाद कमी होतो? तेव्हा तिथं प्रथम पाऊल काय उचललं पाहिजे? किंवा तुम्हाला असं वाटतं का की एखाद्या प्रोफेशनल काउन्सिलर जे असतात मानौसुपचार तज्ज्ञ, त्यांची मदत घेऊन त्या नात्यामध्ये आपल्याला एक अ, व्यवस्थित अ, वीट रचता येईल. असं काही करता येईल का?
हां. हो. वाद घालू नये सगळ्यात मेन. हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हां, हां. हं, हं, हं, हं. हं, हं. अ, बघा अ, मला असं वाटतं ना सगळ्यात पहिलं त्या काउन्सिलरकडे जायची गरज नाही पडली पाहिजे. दुसरा कोण असणार ना आपलं नातं चांगलं करणारा? आपल्याला तेवढं समज पाहिजे कसं करायला पाहिजे. दुसऱ्याकडे जाऊन नातं चांगलं होणार आहे मग ते नातं टिकणार आहे का? परत तुम्ही त्या चुका करणार.
का बरं? हां, हां. बरोबर. आपल्या पातळीवर आपण प्रयत्न केले पाहिजेच हे अ, प्रत्येकाला वाटतं.
हां, अ, ज्याला नाही होत त्यांनी काउन्सिलरचं घ्या. कुठे चुकतंय, काय? एकमेकांवर विश्वास ठेवा, नाही का? आत्मविश्वास. भले ती चूक करतीये, ठीक आहे. आपण विश्वास पूर्ण ठेवायचा. आपली बाजू कधीही पडता कामा नये. जसं मी आता धार्मिक गोष्टी खूप करतो, नाही का? तर त्यामध्ये असं लिहिलंय, की हां म्हणजे आपला नवरा चुकला, कितीही काही झालं, तरी आपण त्याला सोडलं नाही पाहिजे. अ, कायम प्रेम तसंच ठेवलं पाहिजे. देवाची भक्ती केली पाहिजे अन् प्लस ते पण ताळमेळ साधलं पाहिजे, नाही का? तर बायकोसाठी पण आपण तसाच विचार केला पाहिजे. हो, असं कधी होतं की हां, कधी आता तिचा मित्र असेल, काय असेल असं वाटतं आपल्याला. तर आपण संशय नाही घ्यायला पाहिजे, नाही का? आपण तिला दाखवून दिलं पाहिजे की बाबा मला तुझी काळजी आहे. लोकं चांगले नाहीयेत. हे ना?
बरोबर. विश्वास महत्वाचा आहे. अरे वाह! खूप छान! बरोबर आहे. भक्ती मार्ग हा नक्कीच उपयोगी येतो नात्यामध्ये. काळजी आहे. हां, मी काळजीपोटी असा-असा विचार करतोय किंवा करते ते. बरोबर आहे, बरोबर.
हां. आणि तुम्ही जर तुमचं प्रेम कमी केलं नाही ना तर ती काहीच चूक करणार नाही. मला असं वाटतं.

अ, जसं "या महाराणी, स्वागत आहे तुमचं या छोट्याशा कुटियामध्ये. काय सेवा करू आपली?" थोडं पाय दाबा, हात दाबा, तिला काहीतरी असं गोंजारा, नाही का? तिला चांगलं वाटेल असं. हां, तसल्या गोष्टी करा. अ, द उद्या दुसऱ्या की, अरे नाही का, अ, माझी प्रिन्सेस आली. काहीतरी वेगवेगळं असं तिला चांगलं म्हणा, नाही का? तिला पट पटवून द्या, गोड बोला. गोड बोलल्याने सगळं होतं आणि नातं तसंच चांगलं राहतं. संवाद नाही का?
<laughs> <giggles> हां, हां. प्रेमाने जवळ घ्या, मिठी मारा वगैरे. खूप छान. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ह्या जे छोट्या-छोट्या गोष्टी आहे हं, हं, हं.
असं, आणि बोलल्याने मैत्री वाढते. एकमेकात.
हो, अगदी बरोबर आहे, एक नात्यात गोडवा निर्माण करण्यासाठी या गोष्टी खूपच म्हणजे अ, एक अ, उपयुक्त आहे आणि या प्रत्येकाने केल्याच पाहिजे, असं वाटतं. कारण काय आहे ना, बघा थोड्या-थोड्या गोष्टींमुळे काय होतं. हल्ली नात्यांमध्ये एक कटुता आणि त्यांचे माहिती आहे का, विषय फार कोर्टापर्यंत जातात, भांडणं होतात एकमेकांच्या हां, आणि हल्ली बघा खूप बघायला मिळतं आपल्याला, खूप म्हणजे असे प्रकार वाढलेत आणि यामुळे काय होतंय माहिती आहे का, एक अ, नात्यामधला जो हे आहे, दुरावा. तो एकदम म्हणजे कोटीच्या-कोटी मैल वाढायला लागलाय.
हं, हं, हं, हं, हं. हां. हो, नक्कीच केल्या पाहिजे. हं. हो. हां, नाही जायला पाहिजे. हं, हं, हं, हं. हं. हां, हां, हां. हो, त्यामुळेच वाढतं ना, छोट्या-छोट्या गोष्टी दुर्लक्ष करणं, वादविवाद करणं, याच्यामुळेच ते टोकाचं पाऊल जातं, नाही का? आणि तिला पूर्ण फ्रीडम द्या. तिला जे वाटतंय तिला करू द्या. तुला आनंद आहे ते कर, तरच अ, ताळमेळ राहतं नाही का? मग ती पण तुम्हाला सोडतील.
हो. हो, म्हणजे एक सहकार्याची भावना किंवा प्रोत्साहन देणे एखाद्या गोष्टीसाठी, या आपण गोष्टी जर केल्या तर नक्कीच अ, नात्यामध्ये, म्हणजे विवाहामध्ये संवाद चांगला राहील आणि जेणेकरून काय होईल, ते नातं असं, म्हणजे काय म्हणतात ना? एक काचेसारखं तुटणार नाही.
हो. नक्की. हो, नक्कीच. हो, नक्कीच, नक्कीच. त्याच गोष्टी केल्या पाहिजे. <chuckles> मलासुद्धा मलासुद्धा छान वाटलं मनमोकळेपणाने बोलून.
नक्कीच खूप छान वाटलं मला तुमचे विचार <chuckles> ऐकून या गोष्टींवर. नक्कीच तुम्ही एक अ, खूप चांगलं बनसाल आयुष्यात. धन्यवाद!
हो, हो, धन्यवाद! <chuckles> पुन्हा भेटू. <chuckles>